हां ना, तेच तर. बरोबर. हं. मग अ, कधी तुमच्या बाबतीत असं झालं आहे का ओ? की म्हणजे तुम्ही सवयी तर बदललात. पण त्याच्या विरोधात तुमच्या घरच्यांच्या अपेक्षा होत्या, म्हणजे त्यांना काहीतरी वेगळं तुमच्याकडून अपेक्षा होत्या. आणि तुम्ही सवय बदलल्यामुळे तुमचं जे व्यक्तिमत्व दिसून येत होतं, ते काहीतरी बदलतच चाललेलं आणि त्यांना ते नको होतं. म्हणजे ते विरोधात आलेले, असं काही तुम्हाला अनुभव आले का ओ?
मी तर बोलेन, की मी खूप फॉर्च्युनेट आहे, की मला असा अनुभव नाही आला आहे आणि घरचे खूप जास्त सपोर्टिव्ह असल्यामुळे अ, असं कधी झालं नाही आहे, की मी काहीतरी वाईट असं केलेलं नाही आहे, की घरच्यांना राग येईल आणि ते बोलतील, की हे चुकीचं आहे करणं. आणि मी तुम्हाला सांगेन, की कोणता मोठा डिसिजन घ्यायचा असेल, तर मी नक्कीच घरच्यांना विचारते. आणि सांगते, की हा, हा डिसिजन आहे याचे प्रोज हे आहेत याचे कॉन्स हे आहेत म्हणजे आता मला माहिती आहे, की याचे तोटे आणि फायदे दोन्ही आहेत. तसे मला वाटते, की मला माझ्या घरच्यांना पण समजावून सांगितलं पाहिजे, की याचे तोटे आणि फायदे दोन्ही आहेत. आणि मला हे खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि मला हे पण माहिती आहे, की मी कोणत्या टाईपचं रिस्क घेते. पण मला माझ्यावर तेवढा विश्वास आहे, की मी करेन, तर तुम्हीही ठेवा हे मी समजावून सांगायचा प्रयत्न करते.
हं. <laughs> ओह! वाह! हं, हं, हं, हं. हां. हं, हं, हं. ओके. हां, हां, हां. हं. हां. बरोबर. हं, हं, हं, हं. हां. हं, हं, हं. हां.

हां.
आणि शेवटीला वाईवा होत्या, जेव्हा सबमिशन होतं तेव्हा मला कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही आला. जास्त विचार करायला नाही लागलं किंवा कोणाची हेल्प घ्यायला नाही लागलं. आणि सेमचे पेपरपण खूप छान गेले आणि रिझल्ट उत्तम आला. आणि ते जेव्हा रिझल्ट चांगला येतो ना, तेव्हा असं भारी वाटतं, <laughs> की "अरे वाह! पूर्ण सेमभर जेवढी मेहनत केली होती, त्याचं फळ मिळालं."
वाह! हं. हां. हं. हो ना, बरोबर. हं, हं, हं, हं, हं. अगदी खरं आहे, बरोबर. पण असं जेव्हा सवयी आपण बदल बदलत असतो ना रोजच्या म्हणा किंवा इतरही अशा छोट्या-छोट्या सवयी असतात. तेव्हा बदलताना ना, कुटुंबातले इतर मंडळी म्हणा किंवा समाज असतो, तेव्हा काहीतरी प्रेशर देत असतात किंवा टोमणे मारत असतात किंवा आपल्याला कधी-कधी थांबवतही असतात. की, "अगं ए काय हे काय करतेस? ते कुठल्या सवयी लावून घेतल्यास. अगं ए असं नको हां करूस, मग असं होईल हां." म्हणजे असंही घाबरवण्याचा प्रयत्न करतात. मग त्यावेळेला तुम्ही विशेषतः त्यांच्याकडे कशा प्रकारे लक्ष देता किंवा कसं त्यांना हँडल करता, ते प्रेशर कसं काय सांभाळता काय सांगाल?
हं. होय, होय. हां. हो. अ, पहिलं म्हणजे आपण व्यवस्थित संवाद साधला पाहिजे कुटुंबासोबत, सांगितलं पाहिजे, की आपण हे जे करतोय, ते आपल्या भल्यासाठी करतोय. कारण प्रत्येकाला एखादी नवीन गोष्ट करायची असते आपलं पूर्ण व्यक्तिमत्त्व बदलायचं असतं. तेव्हा खूप साऱ्या गोष्टी असतात, की आपल्याला खूप अ, समाजामध्ये खूप काहीतरी चांगलं करायचंय, आपल्या लाईफमध्ये खूप चांगलं करायचंय, आपल्याला थोडीशी रिस्पेक्ट पाहिजे, थोडा मनी पाहिजे, त्या गोष्टी आपण त्यांना समजावल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे लोकं टोमणे मारतात, मला वाटतं त्यांना टाळणं, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण त्यांना काहीच नाही करू शकत ना. ज्यांचं नेचरच ते आहे, की टोमणे मारणं, ते करतच राहणार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना टाळणं आणि जेव्हा केव्हा ते समोर येतील अशी कल्टी मारायची. <chuckles> उभच नाही जायचं. <chuckles>
हं, हं. हं. हो ना. हो, अगदी खरं. हं. हो. <chuckles> हां. हं, हं. हं, हं. हां. अगदी खरंय. <laughs> हो. <laughs> हं.
उभंच नाही राहायचं कारण आपल्याला माहिती आता हे ही व्यक्ती समोर आली, की काहीतरी निगेटिव्ह बोलून जाणार आणि त्याचा डो माझ्या डोक्यावर एवढा परिणाम होणार, की मग मी दिवसभर तोच विचार करत राहणार. त्यापेक्षा त्या व्यक्तीजवळ न बोलणं किंवा जेवढं जमेल तेवढं टाळणं, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आपल्या सुद्धाच्या मेंटल हेल्थ साठीसुद्धा.
हो, बरोबर. हां. हं. हो, अगदी खरंय. हं. पण हं, हं.
कारण कसं होतं, कुटुंब समजून घेतो, पण बाकीच्या लोकांना आपण नाही समजून जाऊ शकत.